अं, बदल म्हणजे तुम्हाला सांगतो एकटा राहायची सवय आहे. एकटं झोपायची सवय आहे. लहानपणी माझा भाऊ आणि मी आम्ही संघ मस्ती करत झोपायचो. गोष्टी कराय करायचो. नंतर मग मला ते एकटंच तिथं अ, झोपावं लागायचं मोबाईल बघत-बघत. ते मोबाईलच माझा साथी झाला होता. आईसंग पण किती बोलणार नाही का बोलून-बोलून फोनवरती? हां.
हां. हो, हो, हो. हेल्लो, हो. बोलून-बोलून किती बोलणार? हां. हां, म्हणजे प्रत्येक अ, गोष्टीचं असं रिस्ट्रिक्शन येत असेल ना म्हणजे की अमक्या-अमक्या वेळेत बाहेर जायचं नाही. अमक्या वेळेतच हॉस्टेलमध्ये यायचं किंवा दंगा करायचा नाही.
तर त्या गोष्टीने अं, नाही, नाही, नाही, तसं नव्हतं. तिथं ते रिस्ट्रिक्शन नव्हते. कधीही या, कधीही जा, रात्री जावा, 3:00 वाजता जावा, काही, काही वॉचमन नाही, काही नाही. ते असं प्रायव्हेट हॉस्टल होतं अन् चांगलं होतं, सगळी पोरं तिथली चांगली होती. काही जम्मू-कश्मीरची होती. अ, काही विदर्भातली होती, अमरावतीची होती. आणि हे अ, बाकी माझ्या बाजूच्या रूममध्ये अ, एक विदर्भ आणि अमरावतीचा होता आणि एका रूममध्ये अ, हा होता अ, काय म्हणतात अ, यूपी-बिहारचे अ, बिहारचे होते, बिहारचे. 2 ती 3 जणं. ए एक अ, दोघं जणं आयटी कंपनीत होते मोठ्या आणि एक जण अ, कॉलेजमध्ये शिक्षक होता, प्रोफेसर होता, तर ते अ, म्हणतात ना अ, चांगले होते स्वभावाला कारण शि अ, शिक्षित घरातले होते, असं पण नाही की कुठलं तरी, नाही का हां.
हां. हां. हां. अच्छा. अच्छा. हो का? हां. हां. अगदी अ, हाय-फाय रिच घरातले होते? असं पण काही नाही.
हां, हां, म्हणजे त्यांच्या घालायची एक जीन्सच 10,000-10,000ची असायची. <chuckles>
अरे बापरे! म्हणजे असे पण असायचे लोक तिथे हां, मग अ हां, मग तुम्हाला म्हणजे असं अ, त्यातून अशा काय गोष्टी नेमक्या शिकायला मिळाल्या आणि तुमचा असा काय अनुभव आहे त्यांच्यासोबत? असं शेअर करू शकता काही?
हां, सगळे हाय-फाय. अ

वा! मग तुमच्या मग तुम्ही करताना, तुम्हाला अशी मदत म्हणजे तुमच्या मेट्सची मदत मिळत असेल ना? म्हणजे हां.
हां. म्हणजे ते अमरावतीची पोरं वगैरे होती, ती पण माझ्यासंग जेवायची नाही का. त्यांच्याकडे पैसे नसायचे मग मी खर्च करायचो. मग ते त्यावेळेस चिरून-बिरून देणं, एकजण भांडी घासणं, अशा गोष्टी होत होत्या. हां, मी बनवायचं काम करायचो. मग
हां, हां. हां. अरे वा! हां. हां. म्हणजे तुम्हाला चांगलीच सवय लागलेली, नाही तर आजकाल कशी मुलं असतात, की नुसते बाई लावायची, डब्बे आणायचे आणि ते व्यवस्थित धुवायचं नाही. तसंच खरकटं ठेवायचं आणि कचरा करायचा. मग अशा काही समस्या तुम्हाला फेस कराव्या लागल्या त्यावेळी?
हम्म. अं, नाही. आम्ही रोज साफ-सफाई वगैरे ठेवायचो.
हां, हां. म्हणजे सवय होती का सगळ्यांना ती?
असं नाही, की तू कर, मी कर. हां, हां. सगळ्यांना सवयच होती. आम्ही आमचं क रूम सगळं साफ ठेवायचो, कपडे धुवायचो आठवड्यातून 1 दिवस. आणि खूप वेळा बेड वगैरे पण धुवायचं आमचे नाही का, जे अ, घाण नको व्हायला. हां, हां. हां, हां. त्या सगळ्या गोष्टी हॉस्टेलमध्ये आम्ही करत राहायचो आणि अ, एक म्हणतात ना, की घरच्यांची जी अ, म्हणतात ना, सगळ्या आठवणी आमच्या सगळ्यांनाच यायच्या.
हां. हां. घाण झालेले असतात गाद्या वगैरे उन्हात ठेवणं म्हणा. हां, हां. हां. हो, हो.
कारण की मी तरी अ, म्हणतात ना, एवढं लांब नव्हतो. पण ते तर माझ्यापेक्षा खूपच लांब आले होते बाकीचे.
आणि तुम्ही घराशी असे अ, थोडे कनेक्टेड असल्यामुळे तुम्हाला सारख्या आठवणी येत असतील ना घरच्या? की आपण काय करतो? कुठे आलो? असं काही मनात त्यावेळी असं काही मन वगैरे, असं भरून येत होतं का तुमचं? की कुठे आलोय आपण? कशात सापडलोय? असं काही वाटत होतं तुम्हाला?
हां. नाही, असं काही वाटलं नाही. काम भेटलं, सगळं भेटलं. नोकरी ज अभ्यास फक्त सुटला माझा त्या कामाच्या चक्करमध्ये त्यावेळेस. कारण की पैसे कमवायला लागलो ना, मग मी तिथेच लक्ष द्यायला लागलो. कारण की पैसे खूप महत्त्वाचे होते आमच्यासाठी. मग ते काम करणं दिवसभर, मग हॉस्टेलला येणं, मग दिवसभर रात्री मग ते बघत-बघत झोपणं, सगळ्या गोष्टी. घरच्यांशी गप्पा मारणं, ते फोनवर बोलणं एकच व्हायचं त्यावेळेस. व्हिडिओ कॉलिंगपण नव्हतं एवढं.
हां. हां. हो, हो. हां. हां. मग ते अ, त्यावेळी तुम्ही पैसे वगैरे घरी पाठवायचा का तुम्ही कमवलेले वगैरे काय?
हां, हां. हां. घरी पाठवायचो मी.

अच्छा. मग अशी तुमची सुरुवात होती. मग असं नवीन ठिकाणी असं जुळून कसं घेतलंत तुम्ही? आणि कसा अनुभव होता त्याच्यामध्ये तुमचा?
मग बघा, मी घाबरलं तर होतो, पण मी ज्या हॉस्टेलमध्ये कॉट बेसिसवर रहायचो ना, तिथं मला अ, पार्टनर थोडा चांगला भेटला होता. तो डॉक्टर होता शिकणारा. त्यामुळं अ, त्याच्या संग माझी मैत्री वगैरे अ, चांगली जमली. नशीब. आणि म्हणा काही म्हणा त्याची भाषा पण आणि आमची भाषा पण एकच निघाली. एकाच अ, कास्टचे नंतर निघालो. मग त्यामुळे जमायला लागला आमचं. नंतर मग त्याचं अ, म्हणतात ना तो मुंबईला गेला. मग तो सोडला आणि त्यानंतर एक अ, अ, बिहारचा एक पार्टनर आला, रूम पार्टनर मला आणि अ, तो सगळ्यात भारी.
हां. बरं. हो का. अरे वाह! हां. हां. हां. हो का. हां. म्हणजे बिहारी असूनसुद्धा एवढ्या भाषेत फरक म्हणा, संस्कृतीत फरक असून काही असा फरक नाही पडला तुम्हाला मग?
हां, हां, हां. अ, नाही, नाही. मला उलटं त्यासोबत पण खूप भारी वाटलं. आम्ही असं नाचायचो नाही का? ते भोजपुरी गाण्यावरती एकदम. अ, फुल मजे करायचो आम्ही दोघं. त्याच्यासंग तर माझं खूप चांगलं जमलं आणि मी आजारी असलो ना, अ, तो माझी काळजी घ्यायचा, माझ्यासाठी काही ना काही बाहेरून घेऊन यायचं खायला वगैरे नाही का. डबा घेऊन यायचा, खूप माझी काळजी करायचा.
हो. हं. हां. हां. अरे वाह! हां. म्हणजे मग अ, तुम्हाला काळजी करायचं म्हटल्यावर अ, अ, घरची मग आठवण जास्ती येत नसेल ना, मग आली तर मग कशी आठवण? कोणत्या हं.
नाही. तसं काही नाही. येत होती ना रोज यायची मला, तरी. कितीही केलं तरी बाहेर राहण्यात
यायची. हां, मग कोणत्या गोष्टी, येत होत्या म्हणजे तुमच्या आठवणीमध्ये घरच्या अशा?
आजारी पडलो. तर मग आईचा मायेचा हाक अ, स्पर्श तो आठवायचा आणि जसं उलटी झाली काही झालं, तर आपल्याला आपलंच बघावं लागायचं. तेव्हा आई घरात काळजी घ्यायची, लगेच पाणी घेऊन यायची. तर अ, इथं दिवसभर मग तो कामावर गेला आणि मी असलो, तर मी एकटाच मग मला कोणी नाही विचरायला नाही का. तर आम्ही दोघं एकमेकांना काळजी कारायचो. त्याला काही झालं तर मी बघायचो, मला काही झालं तर अ, तो बघायचा. तर अशा गोष्टी होत्या. पण
हां. हो, हो, हो. नाही. बरोबर. हां. म्हण